नको वाटतो आणि गावातला पाऊस जो आहे तो एकदम हवा हवासा वाटतो मग तिथे हं.
हो, बरोबर. हो. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला निसर्ग भेटतो मतलब सांगू, मातीचा खमंग वास येतो. अहाहा! आणि तुम्ही इथे शहरामध्ये आलात तुम्हाला काही समजत पण नाही पावसाचं. बरोबर, तुमचं, तुमचं मत एकदम बरोबर आहे. तर अ, माझं असं आहे की तुम्हाला काय वाटतं की पावसाची जो जोडलेली तुमची कोणची आठवण आहे का? ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही, ही माझी खूप छान आठवण आहे. जसं मग की कसं गरम चहा असेल, त्याच्यामध्ये एक खाऊ असेल का? त्याच्यामध्ये असं होतं ना की आपल्यासाठी काही खूप असं. माझ्यासाठी कसं आहे की कांदा भजी खूप आहे, की पाऊस आला की कांदा भजी खायची. मतलब अशी आठवण आहे का तुमच्याकडे?
हां. हां. नाही समजत ते. हां. <chuckles> हां, हां. हां, हां, हां. हां. बरोबर, बरोबर. कांदा भजी, बरोबर. <chuckles> आमच्या इकडे नाही का बघा, पाऊस झाला ना, पहिला पाऊस, दुसरा पाऊस. पाऊस सुरू झाला की त्यावेळेस घरच्यांना ते ठरलेलं आहे खिचडी आणि भजे या 2 गोष्टी सोबत करायच्या. <chuckles> खिचडी, भजी आणि चहा आणि विशेष म्हणजे माहिती आहे का, ते सगळं झाल्यानंतर सगळेजण असे गोळा होऊन बसतात आणि त्यावेळेस ताटं नाहीत बरं का. आपला न्यूजपेपर असतो ना, त्याला फाडायचं त्याच्यावरती टाकायचं आणि मग खायचं, गाणे म्हणत म्हणत. इतकं छान वाटतंय ना ते. पाऊस आला की म्हणजे घरचं वातावरण एकदम आनंदपूर्वक होऊन जातंय.
हां. <chuckles> बरोबर, बरोबर, बरोबर. हां, बरोबर. हां, हां. हां बरोबर, बरोबर, बरोबर. अ, बरोबर, खूप, खूप छान सांगितलं तुम्ही, तर तुम्हाला हां, बरोबर.
हां. आणि माझी एक आठवण अशी आहे की अ, मी नाही का, असंच नाही का, एका दिवशी काय झालं होतं की मला एक्चुअली फोटोग्राफीचा आवड आहे ना तर मी अ, फोटोग्राफी करण्यासाठी एका मंदिरात गेलो होतो.
अच्छा, अच्छा. हो, हो.

बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांचं थोडं बदलते बघा पाऊस आले म्हणल्यावर तुम्हाला आनंद तर होतोच एक दोन दिवस. नंतर काय थोडंसं त्यांची मग अ, पावसामुळे काय होते की सीझनल फ्लू येणं सुरू होतात काही. तर त्यामुळे थोडंसं तब्येत बिघडणं, जसे वयस्कर आहेत किंवा लहान मुलं आहेत. त्यांच्यावर थोडा जास्त तो प्रभाव दाखवतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तर होतात अन् त्यासोबत मग घराचं जे जेवण आहे ते पण बदलते. त्याच्यामध्ये अ, जे शरीराला, नाही का, उष्णता देणारे घटक असतील ते तिच्यात टाकले जातात जेवणामध्ये आणि जेवणाची जी रेसिपी आहे ती बदलल्या जाते. त्याच्यामध्ये हळदीचा जास्त उपयोग होतो आणि ज्यावेळेस चहा बनवतो आपण तर चहामध्ये पण अदरकीचा उपयोग जास्त करण्यात येतो. तर या दोन्ही गोष्टी सोबत होतात. म्हणजे एक तर वातावरण बदलल्यामुळे तब्येत थोडी-थोडी खराब होतेच इम्युनिटी डाउन झाल्यामुळे आणि मग त्याच्या विरोधात घरात पण इम्युनिटी वाढवण्यासाठी नवीन-नवीन पदार्थ तयार होतात. तर ते काय आहे की एक नवीन पदार्थ बी आपल्याला खायला मिळतात त्या काळामध्ये. <chuckles> असं आहे ते. <chuckles> आणि जे आजोबा तुम्ही म्हटले की ते शेतात वगैरे जायचं त्यांना, तर थोडासा त्रास होतो. पण त्यांना पण आनंद होतो की आता पाऊस सुरू झाला आहे म्हणजे अ, शेतामध्ये धान्य येणार. मग आपलं आपल्याला काम पण करावं लागणार. हे सगळ्या गोष्टी अ, त्यांना आनंद होतो.
का की बरोबर. हो, हो. हो, हो, हो, हो. बरोबर. हो. हो. बरोबर. बरोबर. हो. हो, हो. बरोबर. <chuckles> बरोबर, बरोबर. एकदम बरोबर. बरोबर. हो. हां. हो. शेतकरीसाठी पाऊस म्हणजे झालं त्याचा अमृत. बरोबर. बरोबर.
अमृत आहे. बरोबर. अमृत आहे.
बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की शहरी अपार्टमेंट आणि जो गावातल्या वाड्यामध्ये हा बद्दल कसा वेगळा वाटतो? की मतलब असतं ना की शहरामध्ये अपार्टमेंटमध्ये राहतात. तिथे पावसाची जाणीव तशी नसते जसं आपल्या गावातल्या क कौलारु घरामध्ये असते. जे छप्परवरती खण-खण, खण-खणची आवाज असते. ते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की शहराचं कसं असतं आणि गावातलं कसं असतं?
हां. हां, हां. हां, हां, हां. नाही. नाही. बरोबर. खण, हां. हां. एक्चुअली कसं आहे माहिती आहे का? मी पहिले गावात राहायचो. आता शहरात राहतो ना, तर शहरात म्हणजे फ्लॅट असतात आपले. तर फ्लॅटमध्ये कसं आहे की आपण आत बसलेलो असतो आणि त्याच्या पूर्ण दरवाजे वगैरे सर्व लावूनच बसतो. असं नाही की आपल्या गावाकडे दरवाजे आहेत, सगळं खुलं, खुलं आहे तिथे की हवा नाही का तिथे आत येऊ शकते. हवाच काय कोणी लोकं पण आपल्या घरी येऊन जातात आपल्याला अ, म्हणजे पूर्ण असं घर उघडं असते आपलं. तर शहरात तसं नसते. बंदिस्त वातावरणात आपण राहतो. त्यामुळे कसं आहे की पाऊस आला जरी ना आणि गेला कधी आपल्याला समजत पण नाही कधी-कधी तर. अशी सिच्युएशन होऊन जाते. अ, आणि काय-काय आता मी एका शहरात राहतो ना, तर त्या शहराचं वातावरण म्हणजे सांगतो तुम्हाला, पाऊस आला आणि तो जर 2.5-3 घंट्याच्यावर चालला की ट्रॅफिक इतकी जाम होईल की बघायचं कामच नाही. <laughs>
हं. बरोबर. हो. बरोबर. बरोबर. हो, हो. हो, हो. बरोबर, बरोबर. हो. असं वाटतं, की शहराचा पाऊस नकोच रे भाऊ!

हं.
आणि आज-काल हवामान बदलल्यामुळे घरातले अनुभव कसे बदलतात, हे पण खूप मोठी गोष्ट असते मग तुम्ही सांगता ना, की अ, आज-काल अ, आता पहिल्यासारखा पाऊस नाहीये. बरोबर? तर पहिले पाऊस कसा होता, आपण त्याला खूप छानशी हां. पाऊस आला छान झालं. पण आता पाऊस कसा आपल्याला त्रास देतो, या मग असं काहीतरी तुम्हाला काय वाटतं, की घरातले काय अनुभव आहे? तो पहिले नव्हते पण आजचा जो हवामान बदललाय त्याच्यामुळे काय झालंय असं?
हं. नाही. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. हां. हां. बरोबर आहे. तुम्ही अ, बरोबर म्हटलंय, की पहिले जे होते ना, तर तो हवामान बदल त्यावेळेस नव्हता ना, त्यावेळेस कसं कार्बन डायऑक्साईडचं एवढं प्रमाण नव्हतं वाढलेलं. आता तो जो बदल झालेला आहे, त्याच्यामध्ये एकदम पाऊस येतो, कधी-कधी गारपीट पण होऊन जाते. याच्यामुळे काय होत, एक तर शेतीचं नुकसान होतेच होते आणि दुसरं म्हणजे अ, घरापत घराचं पण नुकसान होतंय. गावाकडे कसे असतात ना, आज पण घर बघितली तुम्ही मातीचे, पत्राचे, कौलारुची घरं आहेत. तर ज्यावेळेस एकदम गारपीट झाली तर किंवा एकदम मोठा पाऊस आला, तर पत्र जे आहेत ते खचतात, भिंतीमध्ये पाणी घुसते आणि आतमध्ये पाणी शिरायचे चान्सेस अ, येतात, त्याच्यामध्ये जास्त वाढतात, तर त्यामुळे कसं होते, की मग अ, ते पुन्हा दुरुस्ती करा. है ना? तर त्याच्यामुळे जास्त आपल्याला वेळ जातो आणि त्यावेळेला कसं आहे, की एकतर वेळ नसतो पाऊस आल्यानंतर आणि ते पूर्ण दुरुस्त करावे लागते. तर अ, त्याच्यामुळे थोडीशी मग ती वेळेची तफावत होते आणि जास्त नुकसान व्हायचं, अं, चान्सेस जास्त असतात त्याच्यामध्ये असं आहे. हं.
हो, हो. बरोबर. हं. बरोबर. हो. हो. हो, हो. हो. हं. बरोबर. हो. हो, बरोबर. हो, बरोबर, बरोबर. पाऊस आला, की घरातला अनुभव कसा बदलतो हे तुम्ही खूप छान सांगितलं आणि मला खूप आवडलं तुम्ही ज्या पद्धतीने बोलला आणि तुमच्याकडे खूप असे, असं, मला असं वाटतं, की तुमच्याकडे खूप असं, अ, काय म्हणतात त्याला, की तुमच्याकडे खूप माहिती आहे त्या गोष्टीची, की आणि तुम्ही गावाचं सांगितलं, गावासाठी मतलब खूप अ, खूप मोठी गोष्ट असते पाऊस येणं.
हां. <chuckles> हं, हं, हं. आहेत. <chuckles> बरोबर. हं, हां. गावासाठी खूप मोठी आहे. म्हणजे लहान सगळे, सगळेच आनंदी होतात, म्हणजे तुम्ही अक्षरशः बघा हां, झाडावर बसलेले पक्षीपण त्यांच्याकडे बघा ते आनंदित दिसतात. लहान मुलं आनंदित आहेत, प्रत्येक जण गावात आनंदित दिसते तुम्हाला पाऊस आल्यावर.
खूप मोठी गोष्ट असते. तेच बरोबर. हो, बरोबर. बरोबर, बरोबर. तर तुम्ही हां.
एकदम म्हणजे असं म्हणतो ना आपण, की एक जुन पडलेलं काहीतरी आहे, अ, आणि त्याच्यामध्ये अशी चैतन्य फुकून टाकलं, की ते कसं जिवंत होऊन उठते पूर्ण. बस! तसाच अनुभव आहे. हां.
हो, बरोबर, बरोबर. तो पावसाचं कामच तेच असतो. तेच तुम्ही खूप छान सांगितलं, तर तुमच्या ह्या माहितीसाठी खूप-खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून पण खूप आवडलं. लवकरच भेटूया.
हं, हं, हं. धन्यवाद. ब हां, हां. नक्कीच, नक्कीच. मला पण खूप-खूप छान वाटलं तुमच्याशी बोलुन. नक्कीच. धन्यवाद, धन्यवा
धन्यवाद.